हो, हो, हो, कारण अ, प्रक्रिया तीच असते. जसं लोणचं बनत ना? तसच म्हणजे वाईन म्हणजे खूप ते स्ट्राँग अशी नसते. ते घरात प्यायला वगैरे द्राक्षाच ज्यूसच असतं ते. तर मग ते, आम्ही कधी ना कधीतरी म्हणजे रोज उघडून ते ढवळायचं वगैरे, तर मग 3-4 दिवशी आम्हाला नाही का? जाणवलं की घरात एक खूप घाण वास यायला लागलाय. म्हणजे ते, सडण्याचा ना म्हणजे ते तर अ, ते आम्ही बघितलं इंटरनेटवर. इंटरनेटवर म्हटलं, "हो स्वाभाविक आहे म्हणे तर त्याला म्हणजे एवढं लक्ष देऊ नका." माश्या यायला लागल्या हो बऱ्याच, त्या वासामुळे वगैरे तरी आम्ही नाही का
बरं. हो, सडण्याचा. अरे बापरे! मग तुम्ही त्यांना झाकून नव्हतं ठेवलं? की म्हणजे ते तसं करत नसतं?
झाकून ठेवलं होतो. पण तो साखरेचा वास नाही एवढा त्या साखरेचा सडलेल्या फळांचा वास. त्याच्यामुळे माश्या वगैरे यायला लागल्या. पण तरी आम्ही धीर नाही सोडला. म्हणजे आम्ही तरी 21 दिवस वर रोज उघडून नाही का, ते ढवळायचं वगैरे. तर त्याच्यानंतर 21 दिवसानंतर त्यांनी म्हटलं होतं, "की सगळं गाळून घ्या आणि पार पा काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवा."
हं, हं, हं. हं, हं. हं.
तर गाळलं पण आम्ही खूप आणि वेळ लागला म्हणजे 10 किलो, जवळ-जवळ 20 लिटर तयार झालं होतं काहीतरी. तर अ, ते आम्ही गाळलं.
अरे बाप रे! आणि गाळताना तर खूप वास आला असेल ना?
गाळताना खरं एवढा वास आला नाही कारण ते अ, आम्ही जेव्हा वाचलं ना, ते म्हटले, "की जेव्हा प्रक्रिया चालू असते ना? तेव्हाच वास येतो." आम्ही जेव्हा गाळत होतो तेव्हा काहीच वास येत नव्हता. ते जरा आश्चर्याचच आहे.
बरं. हं, हं.